सगळ्यात अगोदर ना, मुलांसमोर अ, आपण म्हणजे पालकांनी पेपर वाचला पाहिजे.
अच्छा.
तर हे रोज-रोज काय वाचत आहेत, ह्या क्युरिओसिटीने मुलं पेपर हातात घेऊन वाचायला लागतील.
हो. अगदी बरोबर. हे मी माझ्यासोबत पण ऑब्झर्व्ह केलं होतं.
म्हणजे आता हां. म्हणजे सेम माझ्या माझंही तसंच झालं, की माझे आई-बाबा सकाळी 7:30-8:00 च्या दरम्यान आजही रोज पेपर वाचतात. आणि असे वाटलं जातं, की एक पान आई, एक पान बाबा. मग ते एक्सचेंज होतात परत पानं. असा तो अख्खा पेपर त्या दोघांमध्ये वाचला जायचा. <chuckles> आणि मला अ, म्हणजे हीच क्युरिओसिटी की "काय एवढं वाचतात, हे लोकं पेपरमध्ये?" आणि तशी मग मला पेपर वाचायची आवड लागली सवय लागली. सेम माझ्या भावालाही, की ते दोघं वाचत आहेत मी पण वाचते म्हंटल्यानंतर तोही घ्यायचा, की "बघू गं, जरा ताई काय वाचतेस तू?" मग अर्थात तो फक्त क्रिकेट बद्दलच वाचेल किंवा तो फक्त आजही फक्त स्पोर्ट्सचंच पान वाचतो त्यापलीकडे तो पेपरात काही वाचत नाही. पण
<chuckles> हां, हां. अरे वाह! <chuckles> अरे वाह, वाह! <chuckles> हां, हां. हां, हां. अच्छा. <chuckles> अरे बाप रे! खरं आहे काय, वाचनाला महत्व आहे.
आणि माझं असं आहे की मी हां. स्पोर्ट सोडून सगळी पानं वाचते. कारण मला त्यातला काही गंध नाही. मला काही कळत नाही. अ, फक्त भारत पाकिस्तानची मॅच असते, तेवढंच काही ते मला कळतं त्याच वेळेला.
<chuckles> हां, हां. नक्की, नक्की. म्हणजे तुम्ही <chuckles> अ, हां. नक्की, नक्की. बरोबर, एक एक पार्टिक्युलर टाईम डिसाईड करता का, की रोज आहे एवढा टाईम आपल्या अभ्यासाला देऊ आपण, बाकीची कामं तुम्ही जे आहे बाकीचे टाईम जे करायचं, ते करू शकता.
हं.

आणि मग तीच सवय मुलं मोठी होतांना मग कॅरी फॉरवर्ड होते. आणि तेव्हा आपण त्यांच्या सोबत एक अभ्यासाचं रूटीन अ, सेट करू शकतो. की इतक्या वाजल्यापासून इतके वाजेपर्यंत हा विषय. इतक्या वाजल्यापासून तितक्या वाजेपर्यंत हा विषय. आणि मला असं वाटतं की अ, मूल 8वी, 9वी,10वी त गेलं ना, की त्याला स्वतःहून अभ्यास करण्याची सवय लावावी. आपण मागेच लागू नये.
हां. हं. हां. नक्कीच, नक्कीच. हं, हं. अरे वा! खरं.
म्हणजे ते अ, स्वावलंबी होतात. त्यांना जबाबदारीची जाणीव होते <chuckles> 10वीला येई येईसतोवर. की अ, जबाबदारी आहे आपला अभ्यास आपण स्वतः करणं.
अं? अगदी बरोबर आहे. <chuckles> हां, हां. हो, हो.
तर जर आपणच मागे लागलो आणि दरवेळेला आपणच घेऊन बसलो त्यांना की "अभ्यास करा रे, करा रे." तर मग ती मॅच्युरिटीच येत नाही.
हं. नक्कीच, नक्कीच. खरंच खूप छान गोष्टी आहे ते. बरं तुम्ही काय असे शेवटला एकदम असे टिप्स वगैरे देऊ शकता का की ज्याने की एका मुलाला शिकवण्यासाठी मदत होईल एका सोप्या पद्धतीने?
हं. अ, एकतर पहिली टिप ही की जबरदस्ती करू नये. त्याच्यासाठी आरडा-ओरडा करू नये. उगाचच त्याला आवाजावी महत्व देऊ नये. कधीतरी ना स्वतःही आरशात बघावं की स्वतः आपण किती अभ्यास केलाय. मुलांच्या मागे कानठळ्या फोडण्यापूर्वी "अभ्यास कर रे, अभ्यास कर रे."
हां, हां हां. <chuckles> अं, नक्की, नक्की. <chuckles> हां, हां.
तर ह्या ना सगळ्या कानठळ्या ऐकून मुलांचा आहे नाही तो पण इंटरेस्ट निघून जातो त्याच्यातून. त्यामुळे तो जो अभ्यासासाठी आरडा-ओरडा होतो ना पालकांचा आजकाल तो मला भयंकर इरिटेट करतो की नाही असलं पाहिजे असं. मूल आहे ते. ते चंचल असणारच आहे. ते इथून आणि अ, पुस्तकातच वाचलं म्हणजे त्याचा अभ्यास होतो असं नाहीये. त्या तो ते मूल जे काही बाहेरच्या जगात ज जगतं ना एक्चुअली तिथेच ते खूप शिकतं.
अगदी बरोबर. हं, हं. <chuckles> हो. नक्कीच. हो. अगदी बरोबर. हां.